अं, म्हणजे तत्त्वनिष्ठ डिफरन्स हे ही आपल्या जुन्या पिढीचं होतं. म्हणजे परत मी विषयावर येतो, की जुन्या पिढीत हे जे होतं ना नाहीतर आपल्या इथे कसं होतं माहिती आहे का, की आता आजच्या पिढीचं बघा मोदींच्या आईला वगैरे शिव्या देतात ते राहुल गांधी वगैरे हे बरोबर नाही हो.
मानलं पाहिजे. <chuckles> खरं आहे. खरं आहे. हो. हं. हां. बापरे, बापरे! हो ते तर सगळं म्हणजे अं, पण मला अं, फिरून तुम्हाला परत अ, एका चक्राकडे न्यावंसं वाटतं ते असं, की अ, आता ह्या सगळ्या पूर्वीच्या पिढीतल्या ज्या शिकवणी आहेत. त्या आजच्या पिढीमध्ये कशा जुळतील हे एखादं उदाहरण देऊन सांगू शकता का? म्हणजे एखादा आजच्या पिढीतला प्रसंग आणि त्याला त्या सगळ्या आठवणी कशा जोडायच्या किंवा ती शिकवण कशी अंमलात आणायची थोडक्यात?
हो. हं, हं. हं, हं. अगदी चांगलं सांगतो तुम्हाला. <chuckles> हां. अगदी माझ्या मनातलं सांगतो तुम्हाला. आजचा प्रश्न आहे अ, वृद्धाश्रम आणि हे सगळं या सगळ्या गोष्टींचा, की जुन्या पिढीबरोबर नवीन पिढीने राहायचं कसं. खूप प्रश्न झाले इंडिव्हिज्युअलिझम आला आहे सगळा. तर माझे आजोबा काय करायचे सांगतो. आजोबा माझे 83 साली 1983 साली साधारणतः 84 वर्षांचे होते.
हां. हं. बरोबर. हं, हो, हो, हो. हं. हां, ओके, हां.
तर ते आमच्याकडे राहायला आले ना, की असं संध्याकाळी बघायचं. "काय रे शाळा झाली का? हां, मग आज काय गृहपाठ आहे का?" अ, नाही बरं आणि आहे तो झाला ना परीक्षा वगैरे नाही ना एवढ्यात. असे 3-4 प्रश्न विचारायचे मग माझ्या लक्षात यायचं. आजोबा बदामसात खेळायचंय का? नाही, नाही, नाही तुझ्या अभ्यासाच्यामध्ये येत नसेल तर. <laughs> म्हणजे ज्या काळी आजोबांनी सांगितलं, की काही आ, कोणीही दुसऱ्यांनी अ, अ, काही वेगळं करण्याचा हे नव्हता. त्या काळातले आजोबा असून ते या गोष्टी दुर्लक्ष करीत. दुसरी गोष्ट ते असे आहेत अचानक न सांगता एकदा आमच्याकडे आले.
हां. अच्छा. हां. <chuckles> हां. हं. हां. विचारायचं आहे. हां. हां. <chuckles> हम्म, वाह, वाह, वाह! हं. हां. हो.

एवढंच नव्हे तर पुलंनी विनोदाने म्हटलंय ते पु. ल. देशपांडेंनी पण.
हं. हां.
मुलांनी सून आणायची का जावई आणायचं हाही त्याचा हक्क आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
हं. कळलं. हं. अगदी खरं आहे.
आणि आणि मला पटत नाही. हो, पण तुला विचारलंय कोणी? <chuckles> आपला काळ संपला.
हं. हां. हम्म. <chuckles> बरोबर.
घरात अंडी आणणे किंवा अंडी खाणे, हे शोभत नाही. हा काळ गेला आणि आता नवा काळ आलाय हे आजोबांनी आमच्या जसं ओळखलं तसं रात्रभर हां, त्याही काळात तसं रात्रभर जागून काम करायचं 10:00-11:00 वाजता उठायचं. मी माझ्या मुलाला ओरडायचो आता 18-19 वर्षाचा आहे. पण 2-4 दा मी त्याला सांगितलं म्हटलं "तू सायंटिफिकली विचार करून बघ. रात्रीच्या झोपेची क्वालिटी आणि दिवसाच्या झोपेची क्वालिटी"
हं. हं. गेला. हं. त्याही काळात. <chuckles> हं. हां. हं. हं. हम्म.
"आणि त्याचा तुझ्या शरीरावर येणारा परिणाम बघ काय कसं वाटतंय. माझं मत आहे की सकाळी लवकर उठावं." "बट इट्स युअर लाईफ."
बरोबर. अगदी खरं आहे. हं.
हे मी आजोबांकडून शिकलो आणि करायचा प्रयत्न करतोय.
शिकलं. खूप छान वाटलं आज. हो ना. खुपचं म्हणजे खुपचं छान वाटला आज आपली अशी फार अ, मॅच्युरिटीच्या लेव्हलवर चर्चा झाली आणि ह्या चर्चेअंतर्गत पिढी दर पिढी समजूतदारपणा ठायी असला पाहिजे, हे तुमच्याकडनं फार महत्वाचं तत्व कळलं. खूप छान वाटलं बोलून. धन्यवाद आपण पुन्हा भेटू. <chuckles>
खूप घरातले वाद याने कमी होतील. <chuckles> मी प्रयत्न करतो. <chuckles> भेटू. भेटू. पुन्हा भेटू. पुन्हा भेटू. ओके. थँक यू. धन्यवाद.
हो, नक्